अच्छा! म्हणजे ती सवय लावण्यासाठी तुम्ही लॅपटॉप उघडलं.
तर मी त्याच्यावर टाईम हां, त्या सवय लावण्यासाठी मी पिक्चर सुरू केली आणि मग कधी मी मला असं थोडंसं रायटिंग खूप आवडते. तर मी चला अगर हाताने नाही लिहू शकत, तर चला लॅपटॉपमध्ये ट्राय करतो. तर मग ते केलं, असं की जो माझ्याबरोबर आता का की, मला 3 महिन्यापर्यंत ते सॉफ्टवेअरवर काम करायचं होतं आणि तो सॉफ्टवेअर शिकून घ्यायचा होता.
हां, हां. आणि ती सवय हो, मग सवय तुम्हाला लावावीच लागत असेल मग ती, नक्की.
हो, का की तुम्ही काम करतात ना. तर मग मी तो ती सवय लावली आणि असं का हो ना, असं होतं ना, की तुम्ही असं छोटासा लेकरू असतो. बरोबर? त्याला सो तुम्हाला अगर त्याला काही सवय लावायची ना, तर तुम्हाला ती अ, गोष्ट या वस्तू घडी-घडी तिच्यासमोर आणायला पडते. बरोबर? तर <chuckles> तर मग.
बरोबर आहे. हो, नक्की. आणायला लागेल, हो. तसंच ते लेकरु तुम्हा लॅपटॉप होता तुमचा.
हां, अ, मी मी हो, मी मी लेकरू झालो आणि तो लॅपटॉप माझा सपोर्टिव्ह सिस्टम झाला, की आता तुला यायचंय भाई तू कर, कर, कर, कर आणि
हो, हो. अरे! म्हणजे कामासाठी तुम्ही खूपच म्हणजे तुमची पूर्ण दिनचर्या म्हणजे रूटीनच तुमची चेंज झाली. आता असं काम का तसं काम, नाही का?
बरोबर आणि त्याच्यामध्ये त्या त्याचा आमचा फायदा कसा झाला, की आम्ही 3 लोकं ना, 9 वाजता मतलब 10 वाजता अगर पंच केला तर आम्ही फ्लोअरवर नाही फिरायचो. आम्ही मस्त एसी कॅबिनमध्ये जायचो
हां. <laughs>
सॉफ्टवेअर इंजिनिअर बरोबर बसायचो. मस्तपैकी जस ऑफिस सुटण्याचा टाईम झाला. प्रोडक्शनचा एक नियम असतो, की ऑफिस सर्वांसाठी सुटू शकतो पण प्रोडक्शन चालू आहे तर तो प्रोडक्शनचा जो मेन आहे तो थांबेल तिथे.
हां. हो, हो. अच्छा.
हां, तो 8 वाजतापर्यंत जाईल 9 वाजतापर्यंत येईल रात्री 10 वाजतापर्यंत जाईल, पण तो थांबेल आणि जसं समय 3 महिने इथे होतो, तर मस्त 6.30 झाले, डब्बा उचलला घरी, गोष्ट संपली, हां. <chuckles>
हो, हो, हो. अरे बापरे! मग चांगलंच चांगल आहे मग. एसी रूम वगैरे सगळं मग याच्यामध्ये तुम्हाला मानसिक आरोग्य आणि सोशल लाईफवर तुमचा काही परिणाम झाला का? असच हे सगळं करून?
हो, मस्त. माझी सोशल लाईफ सुधारून गेली. मी टाइमावर घरी जायला लागलो ना, तर मी सर्वांशी बोलू शकत होतो, मित्रांशी भेटू शकत होतो. मला असं वाटलं, की ह्या एसी रूमनी ना, माझं जीवन तर बदलून दिलं. <chuckles> का की
<chuckles> हो का? <chuckles> अरे बापरे! कोणाची कशी लाईफ बदलते तुमची कशी बदलली हं. चांगलं झालं म्हणजे एकंदरीत, सकारात्मक निघालं सगळं.
ओ, हो हां